बघा, एखादा ट्रेंड जर खूपच महागात पडतोय, तर त्याचं नुकसानच होतं ना. तर अ, जसं की बाईकचा मी गेज एक्झाम्पल दिलं, जर एखादी बाईक स्पोर्ट्स बाईक आज बघायला गेलो ना, तर बघा साधारण बाईक आता दीड लाखापासून स्टार्ट होतात. पण तुम्ही जर असं एकदमच, तुम्ही अ, BMWच्या बाईक्स घेणार, Ninja वगैरे घेणार, तर त्या 10 लाख, 15 लाख Hayabusa घेणार 20 लाख. तर अशा जातात. तर मग काही जर ट्रेंड करतंय कोणीतरी
<chuckles> हो ना. अ, हो. म्हणजे एक 4 व्हील 4 व्हीलर येऊ शकेल त्या प्राईसमध्ये. त्या प्राईसला 2 व्हीलर अवेलेबल.
हां, अरे एखाद्याचं घर येऊन जाणार माहिती आहे का कुठे तरी. साधं छोटं-छोटं किंवा एक प्रॉपर्टी येऊन जाणार. तर मग असेही ट्रेंड आहेत. तर मग ट्रेंड जे हलके-फुलके सोयीनुसार असतात, हे ना तसे. की आता बघा ना, की असं अ, आधी आहे ना, फक्त Rayban's होते.
हो, दॅट्स ट्रू, दॅट्स ट्रू. होऊन जाणार. हो. हो.
राइट? Rayban's लोकं आहे ना, ते अ, प्रिफर करायचे. आता तुम्ही अ, जे आता जे गॉगल्स आहेत ना, त्याच्यामध्ये ग्लेअर्समध्ये इतके अ, डिफरंट-डिफरंट व्हेरायटीज आले आहेत ना. असे गोलवाले येतात, चपटे येतात, रंगीबिरंगी येतात, आहे ना?
प्लीज गॉगल. खूप, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आलेत आता आणि बऱ्याचश्या नवीन-नवीन ब्रँड पण आलेत. इट्स नॉट ओन्ली रेबन नाउ. पहिला Rayban म्हणजे एक अ, फुल हे होता, म्हणजे काय म्हणतो, त्याच्यासारखं म्हणजे दुसरं कोणच नाही. हो, तो क्लास असतो. बरं, बरं आपण बोलू शकतो.
तर असे येतात ना, की अ न हां, हां. म्हणजे क्लास होता तो. होतच नाही, कॉम्पिटिशनच नव्हती. तर असे, मग बघा, फास्ट टॅग जेव्हा आलं होतं ना
हो.

काय म्हणता तुम्ही, काय करायला पाहिजे? आहेत ते ट्रेंड फॉलो करायचे? का नवीन ट्रेंड बनवायचे? काय सांगाल?
हं, हं. हो, अगदीच बघा अ, कधी-कधी नकळत आपल्यातून आहे ना काही आपलेही ट्रेंड बनतात मला असं वाटतं. अ, नकळत आपल्यातून अ, आपली एखादी स्टाईल जी असते एखाद्याला आवडते. पण मी तर आहे ना ट्रेंड फॉलो करत आलोय. माझ्या कॉलेज डेजपासून मी तुम्हाला सांगेल, की बरेच असे ट्रेंड होते जे मी फॉलो केलेत आणि जसे कपड्यांचे ट्रेंड होते, अ, हेअरस्टाईलचे स ट्रेंड होते, असे. अ, म्हणजे अ, जसा बॉलीवू म्हणजे बॉलिवूड तेव्हा सोशल मीडिया एवढं अ‍ॅक्टिव्ह नव्हतं. हे 2015-16ची जेव्हा मी गोष्ट सांगतोय, जेव्हा मी कॉलेजला होतो. तर अ, सोशल
हो, नक्कीच बनतात. हं, हं. बरोबर. हं, हं. अरे नव्हतं, बरोब हां, म्हणजे एव्हं होतं पण एवढा ॲक्टिव्ह नव्हतं. आय थिंक त्यावेळेस अ, Facebook वगैरे काहीतरी.
नाही, एवढं नाही. WhatsApp नवीन-नवीन अन् Facebook होतं. फेसबुक होतं. Instagram अजिबातच नव्हतं. हे Orkut तर खूपच आधी. आय गेस Orkut आहे ना 2011 वगैरे त्यादरम्यान बंद झालं आहे.
हो, हो. हो Facebook आणि Orkut म्हणून Orkut, Orkut. हो. हां. त्या दरम्यान. हां, बरोबर, बरोबर. बरोबर आणि त्याच्यानंतर मग Facebookचं पेव वाढलं. हो, हो, हो. बरोबर.
आणि Orkutच्याही आधी Yahoo! Messenger वगैरे असायचे ते फेमस बट आहे ना Orkutच्याच दरम्यान आहे ना, तेव्हा माझ्याकडे आहे ना मी जरी कॉलेजच्या नंतरचं सांगेल तुम्हाला की म्हणजे कॉलेज अ, अ, सीनियर कॉलेजच्या टायमाला. तेव्हा आमच्याकडे एक बी BBM होता म्हणजे BlackBerryवाल्यांकडे आहे ना एक अ, पिन शेअरिंग असायचं.
हां. हां, BBMचा ग्रुप होता. राइट, राइट. ब्लॅक बायडी येस.

अगदी. पण मग बघा ना लोकांच्या अपेक्षा किंवा प्लॅटफॉर्म चे जे अल्गोरिथम असतात. ह्याच्यामध्ये आणि आपला आत्मविश्वास, की माझा ट्रेंड किंवा माझं एखादं ब्रँड अ, हे सक्सेसफुल व्हावं वगैरे ह्याच्या विषयीचा जो आत्मविश्वास असतो. ह्याच्यात संतुलन कसं साधायचं? काय वाटतं तुम्हाला?
तर मग असं आहे. हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. मग अ, बघा आता ब्रँडचं तर तसं नाही पण मी ब्रँडच आता ते लोकं मार्केटिंग स्ट्रॅटेजी, मग कसंही तुम्ही त्या ब्रँड्सला नेऊ शकतात. आणि कधी-कधी तो ब्रँड खालतीही पडू शकतो. अ, काही सांगता येत नाही. ब बट स्वतःच जर करायचं असलं ना, तर इट्स नॉट ओन्ली अबाउट ब्रँड जर मी ट्रेंड बद्दल बोलेल. तर ट्रेंड आहे ना तुमचा अ, तुमची एक युनिक स्टाईल असू शकते ना, की अ, तुमचे शूजची तुमची स्टाईल असू शकते. तुमचा एक बेंचमार्क होतो. किंवा तुमच्या राहण्याची पद्धत वगैरे तुमच्या केसांचं, काही लोकं म्हणजे काय करतात माहिती आहे का? अ, जसं की आता मी तुम्हाला सांगेल, की दिल चाहतायामध्ये आमिर खान ने ना ते होटाच्या खाली अशी छोटीशी दाढी ठेवलेली. अशी एकदम, है ना एकदम ते छोटंसं. तर मग तो ट्रेंड झालेला. सोल पॅच. जो होता. काही काही लोकं हेअर ब्लॉक्स करतात मोठे, कल्ली जे बोलतो ना त्याला मोठे ठेवतात. है ना? तर मग तो ट्रेंड हं, हं.
अगदी बरं. बरोबर सोल पॅच. सोलो पॅच बरोबर हं, हं. बरोबर. किंवा नंतर अ, ह्याचा तारे जमीन परचा, तो टीचर अस नाही, ईशानचा आणि अ, ह्याचा पण निकुंब टीचर हां, निकुंब टीचर चा हेअर स्टाईल, असे ते दोन्ही बाजूंनी वर गेलेले.
तो इशांद अ, चा तो लूक तो केस असं वर. आमिर खानचा लू हेअरस्टाईलचा. मग तसं एक्झॅक्टली. कधी-कधी आहे ना, मुली ट्रेंड के बघा ना कुर्ता हा बंद झालेला, पण त्या मुलींनी आहे ना, तो कुर्ताचा फॅशन परत आणलेला. बेल बॉटम बंद झालं. कोणीतरी चालू केलं आणि परत तो ट्रेंड आला बॅगी जीन्स म्हणून आला. तर मग कसंही ट्रेंड होऊ शकतो. इट्स नॉट अबाउट बँड ब्रँड.
हो. परत सुरु.
ते आपल्यावर आहे. काय गोष्ट कोणाला आवडेल आणि तो ट्रेंड होणार ना, त्याला काय हे नाही. तर मग मी कधी फॉलो ही करतो आणि मग कधी माझे बनता ही असं मी सांग
बरोबर. तर जसं आपण किती छान! खर तर तुम्ही आज जसं सांगितलत ना, की